तर त्या म्हणाल्या, "आता रेल्वेला कोण शिकवत बसणार?" तर मला काही क्लू लागला नाही. म्हटलं मग आता आपण वेगळा प्रकार करू. म्हटलं, "माझं आहे बर्थ खालचं, पण अ, वरती झोपायला मला चालेल, जर कोणाला हवं असेल", <chuckles> तर काय झाली गोष्ट समोर एक 20-22 वर्षाची मुलगी होती. ती म्हणे, "हां, मग मला तुमचं द्या बर्थ"
बरोबर. हं, हं. अच्छा. हं. हो, हो. हं, हं. हं, हं. हं, हं.
"अ, उम्म, तुम्ही झोपा वरती, मी खाली झोपते.,माझं सीट घ्या." आता मला द्यायचं होतं आजींना, त्यांना नाही. अ, मग कसं मी म्हटलं, "नाही," पण अ, मी, "बघा, अं, नाहीतर झोपेमध्ये एकदम पडाल वगैरे खाली."
हं. हं, हं. हं, हं. हं, हं.
आता अ अ, मग मी त्या आजींना विचारलं म्हणजे "तुम्हाला जर हवं असेल तर मग मी असं करू शकेन, हे तुमच्यासाठी आहे, मी बाकीच्या लोकांसाठी नाहीये."
अगदी बरोबर बोललात. हां, हां. तर मग केलत का तुम्ही ते? हां, हां.
तर एवढं विचारलं हां, मग एवढं विचारलं मी "तुम्हाला हवं असेल तर तुमच्यासाठी मी करू शकतो."
हं, हं.
हे म्हटल्यावर मग त्या म्हणाल्या, "हो, हो, चालेल, बरं झालं हं, तुम्ही सांगितलं." मग काहीतरी त्यांच्या हातात डबा होता. उघडून त्यांनी त्याच्यातला लाडू पण दिला मला. <chuckles>
हं. अरे वाह! हं, हं. अरे वाह! मग बक्षीस भेटलं तुम्हाला. <laughs> तर हां, हां, सांगा.
हां. पण बघा तुमच्यासारख्या म्हाताऱ्या व्यक्तींना वगैरे असं म्हंटलं ना की मग अ, हं, हं, ते काय बायकांना कधी वयाचं हे नाही करायचं.
तर राग येत होता. हो, हो, अगदी समजलं. मी तुमच्या भावना समजू शकतो. तर एखांद्या संवेदनशील प्रसंगात शब्दाने तुम मदत कशी होती आणि कधी शब्द घट्ट जखम करतात. एखांद उदाहरण देऊन सांगाल का म्हणजे कधी छोटं उदाहरण अ, आहे का तुमच्याकडे? कधी-कधी शब्द घातही करतात मनुष्याच्या मनावर आणि त्या प्रसंगात संवेशील पण मदत आम्ही करूनही शब्दांच्याद्वारे अ, त्यांना सहानुभूती देऊ शकतो. तर असं काही उदाहरण आहे का?